माझा मुलगा वेळेवर त्याचा होमवर्क नाही करत होता. थोडाफार करून घ्यायचा आणि नंतर मग जास्त वेळ त्याचा व्हिडिओ गेममध्ये असायचा. त्याला बघून-बघून माझी लहान मुलगी तसंच करायला सुरुवात झाली की, "नाही, मी आता होमवर्क नाही करणार, मला कार्टून बघायचंय. दादा बघतोय, बाबा बघतात आहे, तर मी पण बघणार मी का नको बघू?" मग त्यामुळे मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की, "आता बस झालं, आता उद्यापासनं ना तुम्ही पण जरा थोडंसं त्यांना तुमच्याच वाग वागण्यातून दाखवून द्या की फोनचा वापर किती करायचा?"
हां. हं. अरे! हं. बरोबर. बरोबर. हां.
"तुम्ही ह्या घरचे मोठे आहात, मुख्य आहात. तर तुम्हीच शिकवलं पाहिजे मुलांना." मग ते म्हणाले, "हो, ठीक आहे," मग दुसऱ्या दिवशी काय झालं की ते जेव्हा घरी आले मग त्यांना मी सांगितलं की, "तुम्हाला जे काही ऑफिसचं जे मित्रांचं जे काही करायचंय ना, ते तुम्ही आता करून घ्या आणि मग 8.30च्या नंतर अजिबात मोबाईलला हात नाही लावायचा जोपर्यंत आपलं झोपायला नाही जात तोपर्यंत."
हं. बरोबर. हं. हां. बरोबर. हां. म्हणजे एक असं तुम्ही टाईमटेबल ठेवला हां.
मग ते म्हणाले, "ओके, ठीक आहे." हो, मग त्यांनी स्वतःहून 8.30 झाले ना, की त्यांनी स्वतःचा मोबाईल ठेवून दिला आणि त्याने मग अशी घरात मोठ्याने ते बोलले की, "बघ बाबा, मी आता मोबाईल ठेवलाय, आता माझ्याबरोबर कोण खेळणार? मी तर खेळायला फ्री आहे, कोण खेळणार?" मग त्यांचा आवाज हा ऐकून ना, माझी लहान मुलगी अतिशय, खुश झाली, तर तिने लगेच फोन ठेवून दिला, की बाबांनी फोन ठेवला तर मी पण ठेवला आणि मी बाबांबरोबर खेळते. मग त्या 2घांना खेळता ते बघून माझा मुलगा ही उठला की, "मलाही बाबांसोबत खेळायचंय." मग त्यानेही फोन ठेवून दिला. म्हणजे बाबांनी ठेवला हे बघून त्या 2न्ही मुलांनी ठेवून दिला आणि मग 8.30-9.00 वाजेपर्यंत मस्त ते 3घंही मिळून खेळत होते. मग तेवढ्यात मी मस्त डिनर टेबल सेट केलं आणि मग मी त्यांना हाक मारल्याबरोबर 3घंही लगेच आले, म्हणजे खेळून-खेळून मस्त भूकही लागली. मग येऊन मग नंतर हां.
अरे वाह! हां. अगदी बरोबर आहे. हो. हं. बरोबर. खूपच छान. अरे वाह! किती छान गोष्ट हां, खूपच गोड आणि छान गोष्ट बोलले तुम्ही ही, ह्याबद्दल की कसं लहान मुलांची गरज ही व्हिडिओ गेम आणि टीव्ही किंवा अ, कार्टून बघणं करमणुकीसाठी थोड्या वेळ ठीक आहे. पण त्यांच्या मनाची खरोखर जी गरज आहे, ती आहे आई-बाबांबरोबर वेळ घालवणं, त्यांच्याबरोबर खेळणं, लाडीगोडी करणं. मग ह्यामध्ये तुम्हाला असे काही असे, अडथळे आले का? की तुमचे नातेवाईक आणि कुटुंब दुसरे जे म्हणतो ना, की तुम्ही हे असे नियम लावल्यामुळे त्यांचा विरोध काहीतरी झाला म्हणजे काही त्यांच्या महत्त्वाचा कॉल तुमच्याकडून मिस झाला किंवा तुमच्या कामाचा महत्त्वाचा कॉल मिस झाला. तर मग तशा परिस्थितीला कसं हँडल करता?
हो ना. हां.